अ, कसं असतं ना, की आपण जगामध्ये एकटेच असं नसतो, की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये, किंवा कोणतं ही पुढील काम करण्यासाठी आपल्याला ना कोणाची ना कोणाची मदत लागते. तर कसं असं होतं का हो कधी, की आपल्याला कोणाची म अ, मदत लागते? कधी काही काम असेल, तर कोणाशी बोलताना आपल्याला काही कमीपणा वाटतो का? आणि जो तो वाटत असेल, तर त्याचा म्हणजे आपण त्याला काय करता अ, येऊ शकतं? किंवा तो कमीपणा बाळगला पाहिजे का?
अ, म्हणजे कसं आहे ना, की अ, आधी माझ्याकडून मी विचार केला, तर मदत जी लोकं आपल्याला वाटतं खरोखरच मदत करतील, त्यांच्याशी मदत घ्यावी, खरं तर. अ, एका उदाहरण अ, साठी सांगते, की आपल्या कुटुंबातील, म्हणजे आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण अ, आपले अ, जवळपास नातेवाईक त्यांच्याशी जेव्हा आपण मदत घेतो ना, आणि त्यांच्याशी एक अ, चांगलं आपलं रिलेशन बॉन्ड असतं. तेव्हा ती मदत अ, आपण जेव्हा मागतो तर त्याचा कमीपणा येत नाही, कारण ते आपल्याला समजून घेतात. म्हणजे
हां, हां. आता तुम्ही अ, बोलता की आपली जी अ, घरातली व्यक्ती असते, आपले आई-वडील असो, भाऊ-बहीण असो. ते आपल्याला समजून घेता आणि त्यांच्याकडे अ, कमीपणा अ, घ्यायला काही वाटत नाही, म्हणजे आपण मदत मागण्यासाठी. पण असं कधी-कधी होतच ना हो, की अ, म्हणजे जरी आपला भाऊ असला, तरी अशी एखादी गोष्ट असते, की आपण त्याच्याकडे ती अ, मदत नाही मागू शकत, किंवा आपल्याला असं आपण म्हणतो ना, की ऑकवर्ड फील होतं, "आता मी ह्याला कसं सांगणार?" असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असं काही अ तुमची उदाहरणं आहेत का हो?
हो. हो, हो. हो, आहे ना. म्हणजे अ, अ, माझा मुलाचा अ, मुंजवी होती. अ, तर अ, मला असं वाटलं, की थोडंसं आर्थिक अ, दृष्टीने ते खर्च तर येतोच आपल्याला, तर त्याच्यामध्ये काय असतं, की अ, भावाकडे विचारू की नाही कारण भावाकडे मामा म्हणून असतो, तर त्याला आधी खर्च असतो म्हणजे आपल्याला ते अ, रिंग द्यायचं असेल, काय वेगळं काही पद्धतीचं पाळावं लागते. पण त्यावेळी असं वाटतं, की अ, अरे अ, संकोच येतो, की कसं काय विचारू कारण अ, आर्थिकदृष्टी म्हटलं, की अ, थोडेफार त्यांचं पण दृष्टीने पण आपल्याला बघायला पाहिजे, म्हणजे त्यांना काही खर्च आहे की नाही असं.
हां. अच्छा. हो, हो. हो, हो, बरोबर आहे ना हं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते अन् आपण आपल्याला आपल्या कामासाठी किंवा आर्थिक अ, मदत घेण्यासाठी स प्रत्येकाला संकोच वाटतोच ह्या गोष्टीचा. मग पुढे काय झालं हो?
हो. हो, हो, हो. अ, म्हणजे कारण की काय आहे ना कारण अ, त्याच्या अगोदर मी घर घेण्यासाठी अ, थोडंसं लोन घेतला होता त्याच्याकडून आणि त्यावेळी त्याने मदत केली होती आणि यावेळी पण तो मदत करणार होता, असं नाही, की मी नाही म्हटलं. पण काय आहे ना, की परत-परत विचारायला थोडंसं संकोच होतो ना आपल्याला, की म्हणजे काय विचार करतील असं. अ, हो की नाही. तर त्याच्यासाठी मला अ, कधी-कधी वाटतो नाही, ह्याच्याऐवजी आपण काय करूया, की आपण थोडंसं वेगळं काही काम करूया. अ, थोड छोटी-फोठी छोटी-मोठी काम असू दे. पण ते काम करून आपण जे कमवलं आहे त्याच्यानेच मग आपण काय हे आपलं परिस्थिती बदल घडवूया.
हो, बघ. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. पण तुम्ही आता जर बोलला ना, की अ, म्हणजे तुम्हाला संकोच वाटला भावाकडून पण मदत घ्यायला. मग अ, म्हणजे तो कमीपणा नाही म्हणता येणार पण एक संकोच असतो, की "मी कसं घेऊ त्याच्याकडून मदत?" त्याची परिस्थिती वगैरे कशी आपल्याला माहित नसते. अगदी बरोबर बोलला तुम्ही, पण असं कधी-कधी होतं का हो, म्हणजे असं आपण अ, आता तुम्ही ठीक आहे आपली अ, फॅमिली असते, मग आपण त्याच्याकडून जास्त करून संकोच बाळगत नाही. पण कधी-कधी ना असं सामाजिक लोकं पण असतात, की त्यांच्याकडून मदत घ्यायला पैशाची नसते, पण एक अ, आपण म्हणतो ना, एक मदतीचा हात पण कामासाठी वगैरे पण काही मोठं कार्य करायचं असेल, तेव्हासुद्धा. तर असं तुम्हाला अ, कधी कमीपणा वाटला अ, असंच त्यांच्याकडे मदत मागताना. तुमचा स्वाभिमान असेल काही, तो दबला गेला का त्याच्यामध्ये किंवा तुमचा जो सेल्फ रिस्पेक्ट असतो तो, असं कधी झालंय का?
हो. हो. हं. हो, हो. हो, हो. अ, हो, हो. नक्की झालाय आणि अशा परिस्थितीनेच आपण शिकतो. आपल्या अ, अ जीवनात काय पाऊल उचलायचंय की नाही. म्हणजे काय आहे ना, मध्ये मला काम नव्हतं. अ, कामाची शोध होती माझी आणि काम नव्हतं म्हणून मी ज्या मैत्रीन मैत्रिणी माझी आहे किंवा ओळखीच्या व्यक्ती आहे, त्यांना ज्यांना मी काम शोधून दिला होता. त्यांना जेव्हा मा म्हणजे माझी अशी परिस्थिती आली, की मला काम पाहिजे होतं, तर त्यांच्याकडून मला मदत मिळाली नाही. आणि मी त्यांना एक दोनदा विचारलंसुद्धा. तर मला त्यावेळी असं वाटलं की नाही, अ, आपण आपलं सेल्फ रिस्पेक्ट ठेऊ ठेऊया आणि जास्त अपेक्षा नाही केलं पाहिजे कारण काय आहे ना, की अ, वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळं मदत. आता मी माझ्या मनापासून कोणाला तरी अ, जॉब हवी आहे, कोणाला काय मदत हवी आहे ते मनापासून करते. पण इतरची लोकं तसं करतात की नाही, आपल्याला कॉम्पिटिशनसारखं बघतो की काय, असं आपण आपल्याला विचार येतो. तर मला असं वाटलं, की ते जॉबसाठी जेव्हा मी विचारायला गेली, तेव्हा त्यांनी "हो, हो, मी सांगते तुम्हाला, सांगतो तुम्हाला." असं म्हटलं. पण कधी त्याचा परिणाम मला दिसू आला नाही.
अरे! हो, बरोबर. हो, अगदी
तर
हां, म्हणजे त्यांनी फक्त तुमचं असं अ, की तुम्हाला एक तारेवर धरलं फक्त की "हां, तुम्हाला बनवून देतो, करून देतो." पण अ, खरी परिस्थिती अशी, की ते तुमच्यासाठी पुढाकार घेत नव्हते आणि इथे तुमचा सेल्फ रिस्प रिस्पेक्ट आणि जो स्वाभिमान म्हणतो तो दबला गेला. म्हणजे तुम्हाला त्यांनी कमी लेखलं. न कमी होता तुम्हाला कमी लेखलं गेलं त्यांनी. मग पुढे हो?
हो, हो. हो, हो. हो. हो. हो. कमी हो, कमी लेखलं म्हणजे कमी नाही पण अ, मी त्यांना जसं मला असं अपेक्षा होती की अरे, मी लोकांना अ, न विचार करता, त्यांची परिस्थिती ओळखून त्यांना मदत करते, पण त्यांनी तसं असा विचार नाही केला. हरकत नाही मला. अ, मला काही वाईट नाही वाटलं. पण मला ह्याचं ह्याच्यात म मी हे शिकली, की आपण कोणाशी जास्त अपेक्षा नाही ठेवलं तर बरं आहे. आपण आपली चांगलं काम केली पाहिजे आणि आपोआप आपल्या जीवनात चांगलं घडतं, कधी ना कधीतरी.
हो, अगदी बरोबर आहे. कर्माचे फळ भेटतात आपल्याला. आपण जे क चांगले कर्म करू, वाईट कर्म करू आणि का हो हो आणि अ, असं असतं बघा ना, आता समजा मला कोणाची मदत घ्यायची आहे. म्हणजे मला तो कमीपणा अ, वाटू नये किंवा मला तो कमीपणा न घेता, तुम्हाला कोणाची मदत घ्यायची असेल, तर तुम्ही अ, कसे करू शकता, की कशाप्रकारे आपण अ, ते अ, काम करून घेऊ शकतो त्यांच्याकडून असं तुम्हाला कसं वाटतं, कशी ती मदत त्यांच्याकडून घेऊ शकतो आपण? काही अ, सोपे उपाय, सोप्या पद्धती काही सांगू शकाल का?
हो. हो. नक्कीच. हो, हो. नक्कीच. अ, जसं मी तुम्हाला सांगितलं की अ, जर आर्थिक अ, मदत हवी आहे, तर आपण हे बोलू शकतो त्यांच्याशी की मला एखादी, जर एक उदाहरण दिलं, की मला 1,00,000 पाहिजे आहे, तर तुम्हाला मी लोन म्हणून एक थोडं-थोडं पैसे हळू-हळू रिटर्न करणार. असं आश्वासन देऊन आपण थोडीशी मदत घेऊ शकते कारण आपल्याला त्यांच्यावर पण बोजा नको ना मग असं आहे. तर आर हो, आर्थिकदृष्टीने बघितलं, तर अ, थोडं-थोडं आपण लोन चुकता करूया तुमचा आणि भरपाई करून मग अ, जी आहे परिस्थिती सांभाळून घेऊ शकतो, हा एक आहे. दुसरा मदत म्हणजे हां दुसरं मदत म्हणजे आपण अ, कोणालाही अ, पैसा नाही, पण एखादी अ, त्यां त्यांचं मन ओळखून, त्यांना इमोशनली सपोर्ट करून असं पण आपण करू शकतो.
हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. हो. म्हणजे आप हं. हां, बोला, बोला. हो, हो, म्हणजे आपण तुम्हाला असं म्हणायचंय, की मदतही फक्त आर्थिक नसू शकते. एक श आपण म्हणतो ना, मानसिक मदत पण खूप गरजेची असते. तुम्ही अगदी अतिशय एक पॉइंट बोलला, की मानसिक गरज असते. आणि सध्या य अ, आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनात असं लोकांना ना, खूप मानसिक अ, अ, म्हणजे श मानसिक मदतीची खूप गरज असते, म्हणजे कोणीतरी आपल्याशी ना बोलावं, बसावं काही अ, गोष्टी शेअर करावा, जेणेकरून आपला जो मानसिक ताण कमी होईल आणि मग ह्याच्यात काही-काही लोकं काय करतात, की नाही, मी जर माझा मानसिक ताण ह्या व्यक्तीला सांगितला, तर तो मला अ, कमी लेखेल असं होतं का ओ, अन तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल?
हो. हो. हो. हो. अ, काय आहे ना, की एक गोष्ट घडली होती माझ्याकडे. अ, माझी मैत्रीण अ, होती. अ, तिचं म्हणजे काय आहे ना, नवऱ्याबरोबर अ, थोडंसं भांडण झालं. भांडण झालं म्हणून तिने काहीतरी अ, म्हणजे अ, झोपेची गोळी थोडी जास्त घेऊन टाकली आणि तिची परिस्थिती वाईट झाली. माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचा कॉल आला मला, की लवकर ये, थोडंसं बरं वाटत नाही. मग ती अ, तिचं तब्येत खरोखरच चांगल नव्हत. पण तिला आपण नंतर समजावलं, की बघा अ, आपल्या जीवनात अ, अ, सर्व काही आहे ना, कष्ट, दुःख येतात, पण आपण त्यांना सामोरे जावं आणि अ, आपल्या मुलांचा किंवा आपल्या इतर अ, नातेवाईक किंवा आपल्या घरच्या कुटुंबाच मनस्थिती पण समजून घ्यावी, की त्यांना किती वाईट वाटेल. तर आर्थिक असो, इमोशनल सपोर्ट असो, ह्याच्यातून आपण त्यांना मदत करू शकतो.
ओ, बापरे! हो. हां, हां. आता तुम्ही एकदम भा अ, हे सांगितलं, की अ, तिला एक अशी परिस्थिती ओढवली, की तिने डायरेक्ट झोपेच्या गोळ्या घेतल्या, म्हणजे अशी काय हो परिस्थिती अशी झाली होती एवढी, की तिला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या आणि तिनी कोणाचाही विचार न केला किंवा त्याची आधी काही तुम्हाला कल्पना दिलेली होती का? का तिच्या आई-वडिलांना कोणाला तिने कल्पना दिली होती का ह्या गोष्टींची?
हो. अ, नाही म्हणजे तिचं कसं आहे ना, की कधी-कधी अ, बायकांना खूपच अ, अ, अ इरिटेट होतो, म्हणजे घरचा काम झाला, मग अ, अ मुलं हां, ताण-तणाव असता, मुलं थोडंसं आपल्याला अ, ब म्हणजे ऐकत नाही, तर हा सगळ्या गोष्टी. जेव्हा एकदा आपल्याला अ, थोडंसं खा खचून जातो आपण, त्यावेळी कधी-कधी असं निर्णय जे नाही घेतला पाहिजे, ते मी तुम्हाला अ असं सांगू शकते, की इमेच्युरिटी होती ती तिची. अ, असं नाही केलं पाहिजे होतं तिने. तर
हां, ताणतणाव खूप जास्त प्रमाणात वाढतो. हां. आता तुम्ही बोलता, की हां, म्हणजे ती समजदार नव्हती त्या स्टेजला, पण असं कधी-कधी होतच ना हो, जरी किती समजदार व्यक्ती असली, पण कधी-कधी तिला असं ही टोकाची भूमिका घ्यावी लागते कारण की परिस्थिती तशी निर्माण होती. तर मग ही टोकाची भूमिका न घेता यावी, असं तुम्ही काही सल्ले देऊ शकता की लोकांसाठी, की नाही, तुम्ही जर असं केलं, तर अ, तुम्हाला एवढी टोकाची भूमिका नाही घेता येणार, असं काही सांगू शकता का?
हो. अ, मला असं वाटतं, की आपल्याला ना एकच जीवन दिलंय देवाने आणि या जीवनात सुख पण असतं, दुःख पण असतं आणि दोघेही हे काय आहे अ, आपल्या जीवनाचा भाग आहे. कधी-कधी सुख येतो, तर आपल्याला म्हणजे अ, खूपच आनंद असतो तो अ, दिवस किंवा तो प्रसंग. पण दुःख असतो, तर आपल्याला कधी-कधी सहन होत नाहीत ते. पण क अ, ह्याच्यानी आपण थोडंसं अ, आपलं मनोबल अ, थोडंसं घट्ट करावा. अ, कारण काय आहे ना, अ, सगळ्यांची अ, पुस्तके एकसारखी नसते. अ, आता मी माझं बघितलं, तर मी पण आहे ना, सगळं काही व्यवस्थित पार पाडते. आता बायका जे असतात, ते मल्टीटास्क करतात. घर बघतात, मुलांना बघतात. हो, की नाही.
हो, अगदी बरोबर. त्या देवीचं रूपच असतं ना, त्याच्यामुळे त्यांना सगळं येतं.
हो. हो. तर ही जी आपली जी अ, अ, अ, भावना असते अ, आणि लोकांना आपण अ, अ, समजावलं पाहिजे, की काय म्हणजे व कशा परिस्थितीत आप आपण अ, आपल्याला म्हणजे घट्ट करावं, आपलं मन मेंटली स्ट्राँग करावं, एवढंच अ, मला बोलायचं आहे.
अ, हं, हं. हां, मग तुम्ही असं आपलं मन अ, घट्ट पकडण्यासाठी किंवा तो ताण-तणाव दूर करण्यासाठी, तुम्ही असे काही सल्ले देऊ शकता का? किंवा आता मला कोणाकडून मदत घ्यायची, कोणत्या माणसालाही उद्या कोणाकडून मदत घ्यायची असेल, तर त्या गोष्टीमध्ये काही कमीपणा अ, वाटू न देता कोणत्या अशा अ, ट्रिक्स आहेत तुमच्याकडे, की त्या यूज केल्यातर आपल्याला तो आपला स्वाव स्वावलंब पण दुखावला जाणार नाही आणि आपल्याला कमीपणा पण वाटणार नाही आणि आपल्याला ती मदत पण अ, भेटेल असं तुमच्याकडे आहे का काही ट्रिक?
अ, हो ना. म्हणजे एक तर ना आपण नेहमी चांगला व्यवहार ठेवला पाहिजे इतरांशी. त्यांच्याशी चांगला बोलावा आणि जेव्हा त्यांना मदत लागते, आपण पण मदत करावा. दुसरं म्हणजे अ, आपण अ, जे आहे चांगलीच अ, विचार अ, ठेवली पाहिजे, तर आपल्याला ते येतं कधी ना कधी कुठूनही. दुसरं म्हणजे आपलं जी हेल्थ पण असते ना, आपण चांगली ठेवावी कारण आपण जेव्हा शरीराने किंवा मनाने मानसिक ह्याच्यानी स्वस्थ असतो, तर आपण चांगले डिसिजन घेऊ शकतो लाईफमध्ये आणि इतरांनाही त्यांना मदत करू शकतो.
हां, बघ. अगदी बरोबर. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटले आणि ना तुम्ही एक सांगितलं ना, की माणसानी अ, म्हणजे लोकांशी संवाद चांगला ठेवला पाहिजे, जेणेकरून उद्या मला गरज पडली तर ते, अ, पटकन आपल्यासाठी धावतील, तेव्हा आपला कमीपणा आपल्याला तो वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक जे आपलं आरोग्य आहे. त्यासाठीसुद्धा देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे आणि ते आपण ते जपलं पाहिजे. म्हणजे आपण अ, आपल्या ज्या गोष्टी अ, जे ताण-तणाव येत असतील, त्याचा आपण कोणीतरी आपली मैत्रीण, आई-वडील कोणाशीतरी रोज त्याचं अ, शेअर केलं पाहिजे, जेणेकरून तो ताण कमी होईल आणि मानसिक आरोग्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. अगदी अ, अतिशय उत्तम आणि असे एक्झाम्पल देऊन तुम्ही आम्ह तुम्ही आज अ, अ, सांगितलं, की लोकांकडे मदत कशी मागू शकतो, क न कमीपणा घेता आणि तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटले. आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू अजून अ, धन्यवाद.
हो. हो. हो. हो. हो, हो. हो. मलाही. धन्यवाद.